आपलं किचनचा टेबल होता, की जसं तो हँगिंग टेबल होता, तसे बेडसुद्धा येतात आता. अगर सोफा कम बेडची तुम्हाला कल्पना नसेल जमत, तर असे जे बेड असतात ते वॉलमध्ये स्टिक होऊन जातात तुमचे आणि जेव्हा रात्री तुम्हाला झोपायचं असतं, म्हणजे दिवसा तुम्हाला पूर्णपणे ती जागा मोकळी केली जाते आणि जेणेकरून जेव्हा झोपायचं असतं, तेव्हा ते बेड तुम्हाला ते खाली घेतले जातात, की जेणेकर हां. असे पण बेड आहेत, ते पूर्ण वॉलमध्ये तुमचा बेड अ‍ॅडजस्ट होतो. तर मग तशा बेडचा चांगल्या पद्धतीनं वापर होऊ शकतो त्यावेळेस, की पाहुणे-रावळे आले, की तो जो बेड आहे, की आता दिवसा आपलं पूर्ण जी जागा वापरल्या जाते आणि रात्रीच्या वेळेस मग तसा तो बेड काढला गेला, की तो वापर होतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता काय झालंय ना, की आता एअर बेड आलेले आहेत. ते अगदी छोटे असतात, अगदी छोटे म्हणजे तुम्ही एका पिशवीमध्ये त्याला घालू शकता त्या एअर बेडला. डबल सा डबल साईज, सिंगल साईज किंवा मग त्याला तुम्ही जे आहे, की पार्टमध्ये, पार्ट पार्टमध्ये सुद्धा येतात. की मग त्याला डबल करायचं तर त्याला जोड त्याला अ, सोबत लावायचं, जोडायचं आणि जर तशी आवश्यकता नसेल, तर मग त्याला सिंगल, सिंगलही केलं जातं. आणि ते अवघ्या 5 मिनिटांमध्ये तो एअर बेड तयार होतो आणि एकदम कमी किमतीत भेटतो तो. तसं पाहायला गेलं, आपलं गाद्या ठेवायला जागा नसते. त्या एअर बेडची किंमत सुरू होते जवळपास अ, ₹1,000 पासून, तर मग ₹4,000 पर्यंत, ₹5,000 पर्यंत चांगल्यात चांगला बेड येतो तुम्हाला.
हं. हो का? हं. हो का? हं. हो का? असे पण बेड आहेत. हं, हं. हं. हं. हो का? अरे वाह! हं, हं. हो का? हं, हं. हो ना. पण तुम्ही जसं सांगितलं ते फोल्डिंग वगैरे आपण करता येतं. पण त्या बेडवरती झोपणं होतं का व्यवस्थित?
अगदी व्यवस्थित होतं. माझ्याकडे पण आहे एअर बेड. हो, मीही ते वापरतोच. हो, वापरले आहेत. ते एअर बेड चांगले आहेत, कम्फर्टेबल आहेत, काही काहीही वाटत नाही त्याच्यावर झोपायला. आणि एकदम हलके-फुलके असतात, ह्या रूममधून त्या रूममध्येही शिफ्ट करू शकता तुम्ही. गॅलरीतून नेऊ शकता तुम्ही, 3-4 मजल्यांवर तुम्ही सहज एका हातामध्ये तो बेड घेऊन जाऊ शकता.
हो का? हं, हं. वापरले तुम्ही? अरे वाह! हं. <chuckles> किती स छान. म्हणजे कम्फर्टेबल पण आहे ना, ते घेऊन जाणं पण आणि त्याच्यावरती झोपणं पण मग. नक्कीच.
कम्फर्टेबल पण आहे. हां. आणि त्याच्या उशा उशा पण येतात त्याच्यासोबत. म्हणजे हो आणि एका पिशवीत मावतात ते एकदम ईझी टू हँडल असतात ते.
मग बघ हो का? हं.